तर असं कधी झालंय का ओ, तुमच्या आयुष्यात? ती संकटं तर अशी ठाम उभी होती, पण त्यांच्याबरोबर दोन हात करायसाठी तुमच्या बरोबर तुमचे लोकही तुमच्यासाठी उभे राहिले. किंवा तुम्ही एखाद्या मित्रासाठी, मैत्रिणीसाठी किंवा घरच्यांसाठी उभ्या राहिल्यात? आहे का काही असं सांगण्यासारखं आम्हाला?
अ अ, हो तसं जर सांगायचं म्हटलं ना, तर मी एक माझा किस्सा सांगते तुम्हाला. म्हणजे मी कॉलेजला होते. आणि आपण म्हणतो ना, एक कॉलेज लाईफमध्ये, आपले सगळे फ्रेंड्स वगैरे असतात, मित्र-मैत्रिणी असतात. तर त्याच ह्याच्यामध्ये म्हणजे असं काहीतरी झालं होतं म्हणजे माझं पर्सनली.
ओके. अच्छा. ओके.
की म्हणजे इतकी मी डिप्रेशनमध्ये गेलेले. आणि मला काहीच म्हणजे काही कळत नव्हतं की मी काय करू? म्हणजे इथपर्यंत. अ, काय म्हणता येईल आपण एक म्हणतो ना, सुसाईडचा प्रयत्न.
बापरे!
हां, तर म्हणजे इथपर्यंत ते एवढं मोठं संकट आल्यासारखं माझ्यावर असं वाटत होतं मला. कारण की असं काय झालं आणि काय नाही म्हणजे इतकी डिप्रेशनमध्ये गेले होते मी. तर मला अ, म्हणजे अ, इतकं हे झालं की की अ, म्हणजे काय करावं काही कळतच नव्हतं. मग दवाखान्यात म्हणजे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट वगैरे झाले मी. त्यानंतर मग असं भरपूर काही म्हणजे असं अ, की इतकं मला संकट आलं होतं माझ्यावरती, तर माझ्या मित्र-मैत्रिणी मला खरंच
अरे बापरे! पण म्हणजे असं काय संकट आलं होतं? असं काय होतं संकट म्हणजे आपण म्हणतो ना, की अ, आपल्याला आर्थिक संकट आलं होतं, की कर्ज वगैरे झालंय किंवा अजून काही दुसरं? की असं आपण तर काय संकट होतं एक्झॅक्ट असं सांगू शकाल का आम्हाला, जर सांगण्यासारखं असेल तर.
हां, हां, हां, हां. अ, संकट ज हो, हो. सांगण्यासारखं म्हणजे म्हणायचं झालं तर अ, अ, माझी फ्रेंड होती. म्हणजे आम्ही दोघी म्हणजे इतक्या क्लोज फ्रेंड होतो ना, म्हणजे इतक्या क्लोज म्हणजे आपण म्हणतो ना, की अ, आपण जीवाभावाच्या मैत्रिणी.
हां, हां. हो, हो, हो.
तर एवढ्या क्लोज फ्रेंड्स होतो. आणि म्हणजे असंच एक दिवस काय झालं माहिती आहे का? आमच्या कॉलेजमध्ये न्यू गर्ल आली. न्यू म्हणजे अ, ती पण सायन्समध्येच अ, ॲडमिशन होतं तीचं आणि ती डायरेक्टली 12वी ला आली आणि आम्ही 11वी म्हणजे स्कूल फ्रेंड्स होतो आम्ही स्कूल पासूनच.
अच्छा. बरोबर.
आणि ती एकदमच आली आणि मग अ, त्याच्यानंतर हळू-हळू तिने आमच्यासोबत फ्रेंडशिप केली. नंतर फ्रेंडशिप केल्याच्यानंतर हळू-हळू मग ती काय करायला लागली. अ, माझी जी फ्रेंड होती सानवी, तर ती त्याच्यासोबत, अ, बोलायला लागली, हे करायला लागली म्हणजे एक म्हणतो ना, आपण की आपण एवढं क्लोज फ्रेंड असूनसुद्धा तू तिला बोलती, तिला हे करतेस आणि माझ्याकडे दुर्लक्ष करायला लागलीयेस. मग अ, एक दिवस आमचे असेच इतके भांडणं झाले, एवढे भांडणं झाले ना, की मला म्हणजे एखादा असं म्हणतो ना, एखाद्याची जी ब्रेन अ, काय म्हणतात ते सहन करण्याची जी सहनशक्ती आहे ती कमी असते आणि ते माझ्या बाबतीत तसंच आहे. आणि ते मला बिलकुल सहन नाही झालं आणि मग त्या त्या दिवशी मी तिथेच चक्कर येऊन पडले आणि मग त्याच्यानंतर अ, मग माझे जे फ्रेंड्स होते बाकीचे त्यांनी मला हॉस्पिटलमध्ये नेलं. ॲडमिट वगैरे केलं. त्यांनी सांगितलं की स्ट्रेस घेतला म्हणून तुम्हाला म्हणजे अ, एवढं चक्कर वगैरे आली आहे आणि विकनेस वगैरे जाणवतोय. तर अ, म्हणजे त्याच्यानंतर मी एक जवळपास 7 दिवस कॉलेजला गेलेलेच नाही. इतकं म्हणजे आपण म्हणतो ना, सोबत आपण एवढे दिवस राहिलो, हे केलं ते केलं.
बरोबर. हां, हां, हां. बापरे! बरोबर. अच्छा. बापरे! बरोबर. मग?

हो. तसं जर म्हणायचं झालं ना तर अ, लोकांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर आपण बघतो. असं रोडवर कधी एखाद्याचा ॲक्सिडेंट झाला असेल बघा.
हां.
तर ते ॲक्सिडेंट झाला असेल ना तर लोकं काय करतात? एकदम धावाधाव घेतात. की को त्याला लागलं की नाही. ज्याचा ॲक्सिडेंट झाला त्याला काय झालं? किती लागलं? आणि मग अ, हॉस्पिटलमध्ये नेणार. त्याचं म्हणजे काय त्याचे जे उपचार वगैरे आहे ते करणार आणि लोकं इथपर्यंत म्हणजे पैसे पण कधी-कधी लोकं भरतात की ज्याची लवकर म्हणजे आपण म्हणतो ना लवकर ओळख नाही होत. खूप जास्त सीरियस आहे. तर लो लोकं इथपर्यंत सुद्धा मदत करतात. पैशाच्या बाबतीत सुद्धा. म्हणजे अनोळखी व्यक्त असं विचार नाही करत, की ती अनोळखी व्यक्ती आहे आणि आपण कशाला मदत करायची? आजकाल कसं झालं आहे माहिती आहे का? म्हणजे लोकं अशा सीनला ना इतकं व्हायरल करतात, जसं ॲक्सिडेंट झालं म्हणा किंवा मग कोणाची काही बेताची परिस्थिती आहे आणि ती अशी तो रो
हो. बरोबर. हो. बरोबर. बरोब हं, हं. बरोबर.